हो. ते तर आहेच पण जेव्हा असं ठिकाण असतं ना, की समजा आता मार्केट एरिया आहे. तर आपल्याला माहिती आहे, की एखाद्या मार्केट एरियाला आपल्याला अ, आपला एखाद्या प स्पेसिफिक गट आहे की त्या गटाचे तिकडे बहु बहुल असतील, तो. तो एरिया तो अशा लोकांचा किंवा जास्त पुरुष मंडळी त्या एरियामध्ये आहेत. तर मग तिकडे जाताना त्या एरियामध्ये, जर आपण थोडंसं सांभाळूनच गेलं, तर अ, हात दाखवून अवलक्षण करण्याची गरज उरत नाही असं मला वाटतं. कारण तुम्हाला जर माहिती आहे, तर मग उगाच तिथे कशाला छेड करायला जायची. आणि मग सांगावे करायचे, की अरे आमचा अपमान झाला आम आम्हाला कोणी हे केलं.
नक्की. हो. हो नक्कीच. अ, अपमान झाला हे झाला. नाही, अगदी बरोबर आहे, की आपणच त्याची सतर्कता घ्यायला पाहिजे. फारच छान. आणि मला असं एक विचारायचं आहे, की आता सगळ्यात मह महत्त्वाचं मला असं विचारायचं आहे, की आता सध्याला शॉपिंग करताना तू काय प्राधान्य देते? म्हणजे काय एक्चुअली सगळ्यात अगोदर तुझ्या डोक्यात काय येतं? जसं अ, क्वालिटी चांगली पाहिजे म्हणजे टिकाऊपणा चांगला पाहिजे की मग त्याचा अ, जो बजेट आहे, खर्च आहे त्याचा? किंवा मग एखादी हं, हां, एखादी गोष्ट की जसं फॅब्रिक आहे किंवा मग एखादा स्पेसिफिक ब्रँड त्याचेच कपडे तुला घ्यायला आवडतात किंवा मग जसं तू सांगितलं नाही का पैठणी-वैठणी तुला आवडतात, की मग असे काही हस्तकलावाले, काय प्रिफर करतेस?
हं, हं. हं, हं. सगळ्यात पहिला जे टॉप हं. बरोबर. हं, हं, हं. मी अजून टॉप मी ना, ब्रँडवेडी नाही आहे. आणि मुंबईतली असल्यामुळे आम्हाला जर रस्त्यावर जरी कपडा आम्हाला चांगला वाटला, तर तो आम्ही विकत घेतो. पण टू बी व्हेरी फ्रँक कम्फर्ट हा जो आहे ना, तो सगळ्यात टॉप मोस्ट प्रायोरिटी आहे. की जरीही मला स्टाईल करायची आहे किंवा जरीही मला चांगल्यात चांगलं काही घ्यायचं आहे किंवा अगदी निरस्त्या रोड साईडनीही काही जर शॉपिंग करते आहे जसं आमच्याकडे फॅशन स्ट्रीट्स वगैरे आहेत.
अरे वाह! <laughs> हो.
तर तिथे सुद्धा जर काही शॉपिंग होते, तर नेहमीच कम्फर्ट हा टॉपमोस्ट प्रायोरिटी आहे. आणि त्याच्यानंतर बाकी सगळे जे आहेत ते आपापल्या जागेवर फॉल होतात की बाबा, मग कपड्याचा टेक्स्चर येतो मग ती स्टाईल काय आहे? वगैरे, वगैरे, वगैरे. पण सगळ्यात पहिला जे बघितलं जातं ते ह्याच्यात कम्फर्ट आहे का? एम आय कम्फर्टेबल इन दयाट आउटफिट? मग पुढच्या गोष्टी बोलूया आपण.
नक्कीच.

<chuckles> नक्कीच! आजकाल काय, काय ट्रेंडिंग येईल आणि काय फॅशन येईल, त्याला काही सांग सांगताच येत नाही.
हो, कारण आजकाल म्हणतात ना, की जीन्स घातली आणि खाली कोल्हापुरी चप्पल घालून चाललेले आहेत. हे तर आता वर्ल्ड वाईड आहे. <chuckles> वर्ल्ड वाईड स्टाईल झाली.
हो, तो एक ट्रेंड आहे. <chuckles> तो ट्रेंड आहे. मी मी करून बघितला तो.
हो. ती वर्ल्ड वाईड स्टाईल झालेली आहे आता. की वर मस्तपैकी टी शर्ट आहे, जीन्स आहे आणि पायात मात्र त कोल्हापुरी आहे.
हं. कोल्हापुरी चप्पल. ते एक आपली संस्कृती दाखवते ना ती. थोडीशी.
एक्झॅक्टली! हो. तेच ते. ते कॉम्बिनेशन आहेत. अ, माझ्या आठवणीने, आम्ही काहीतरी कॉलेजच्या लास्ट ईअरला वगैरे असताना, एक अवधूत गुप्तेंचं एक गाणं आलं होतं. त्या गाण्यामध्ये त्यांनी एक छान कॉम्बिनेशन दाखवलं होतं की अ, अ, कोळी बायका जशी ते चोळी घालतात, ब्लाउज, ते जीन्सवर घातलं होतं. त्यानंतर तो बऱ्याच वेळ ट्रेंड्स आला. जसं माधुरी दीक्षितचं अ, एक गाण्यामध्ये आहे तिने घातलेली चोळी, तशी चोळी, पण खाली साडी नसून जीन्स घातली आहे. मग ह्या पण ट्रेंड बऱ्याच वेळेला बघायला मिळाला होता. ही चोळी आणि जीन्सचा ट्रेंड आहे. मुझे प्यार नहीं तुझसे है बा दाजीबा दाजीबा म्हणून एक साँग होतं.
हां. अच्छा. हो. ऐका ऐका दाजीबा. ते वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते. हे ना? फार ट्रेंडिंगला होतं त्यावेळेस ते सॉंग.
ऐका दाजीबा. रा राइट. अवधूत गुप्ते. हो. हो. मग तेव्हा ते छान गाणं होतं आणि मग ती पण ट्रेंड बऱ्याच वेळेला कॉलेजेसमध्ये पाहायला मिळाली. म्हणजे कॉलेजेसचे जे डेजला रॅम्प वॉक वगैरे होतात, त्यावेळेला ती वापरली गेली होती. त्यानंतर आत्ताची सध्याची जी एक अ, अ, मागच्या अ, म्हणेन मी एक अ, 6-7 महिन्यांपासून जे ट्रेंड आहे त्याच्यामध्ये, पैठणीचा वन पीस